हो, कारण आपण मधनच जर वेटरला बोलावलं तर ते पण जरा म्हणजे दचकतात, की काय करावं आता? म्हणजे त्यांची पण एक ऑर्डर असते, ती तोडत नाहीत. तर अ, सुरू
हां, हां, हां, म्हणजे त्यांच्यासाठी तो एक अ, एक्स अ, म्हणजे म्हणतो ना, एक्सपिरियन्स आहे, जो प्रत्येक खाणाऱ्याला द्यायचा आहे. तर तो एक ठरलेला प्लेट म्हणता येईल त्यांचं. मेनू म्हणता येईल, हो.
हो ना. आणि कसं झालं, की माझ्याकडे बघूनच बहुतेक, सगळ्यांना वाटलं, की हा माणूस नवीन आहे. ह्यांनी हे सगळं तर त्यांना खूप कौतुक वाटलं. त्यांनी खूप आवर्जून मला वाढायला सुरू केलं. आणि मी त्यांना सांगत होतो, हे बघा इतकं वाढू नका. मी म्हणजे कारण हो ना, कारण आपल्याला ताटात अन्न नासवायला आवडत नाही. तर हळू-हळू खाणं चालू केलं आणि तुम्हाला खरं सांगू, की जी चव इतके दिवस मी घरी खात होतो, ती तर एकदम म्हणजे ती चवच नव्हती, इतकी सुंदर कुठलीतरी चव होती. प्रत्येक गोष्टीवरती लोक साजूक तूप टाकतात आणि स साधारण जेवण संप तेवढी 1 थाळी संपवायला मला 2-1 तास तरी लागले असतील.
हां, हां. हं. थोडं-थोडं, हां. <chuckles> आवडत नाही, बरोबर. हां. काय बोलतात? 2 तास. <chuckles>
हो. हो आणि मग त्याच्यानंतर सुद्धा ते शेवटी येऊन विचारतात, की तुम्हाला काही हवंय का अजून? तर तेव्हा आपल्या तोंडातून सुद्धा निघत नाही.
अरे बाप रे! मग असं वाटतं, की काय मस्करी करता काय ओ भाऊ? असं बोललं असेल, झालं की मग काय बोलायचं?
हो ना. पण इथे सगळ्यात या सगळ्यात आवडीची गोष्ट मला अशी वाटली, की मला तिथलं रस्सम खूप आवडलं आणि मी अक्षरशः तिथल्या लोकांना विनंती केली, की मला 1 पेला देता का आणून? मला रस्सम पेल्याने प्यायचं आणि त्यांनी दिलं. कारण त्यांना कळलं, की नवीन माणूस आहे. तर मी अगदी पेले भर-भरून रसम पिलो. कारण ऐकलं होतं, की असा काही प्रकार असतो रस्सम म्हणून, कधी पिलो नव्हतो, तर
हं. हां. हां, हां. हां, हां. मग ते असंच पण खाल खाल्लं जातं का? का तुम्हीच एकटे तसे खात होता?